हम्म.
जी ग्रोथ आहे, ती मला घ्यायची आहे. मी वैयक्तिक आहे समाधानी, परंतु एक अ, वाटतं ना नेहमी, की कधीतरी, की आपल्याला जे कोणी आपले न डा हे आहेत आपण ज्यांची जबाबदारी आहे आपल्यावरती, त्यांच्यासाठी काही कमी पडू नाही म्हणून आपण ते नक्कीच करत असतो. पण ते अ, म्हणजे शक्यतो होतं काय ना, की एक अ, जो व्यक्ती असते ना स्वतः ती ती हरवते, की पैशा पाळणारे एक मशीन होते, मटेरियलिस्टिक गोष्टींमागे पळणारे एक मशीन होते, तीचं स्वतःचं अस्तित्व संपून जातं, की तिला काय आवडतं? की तिला कुठलं एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खायला आवडायचं का? की एखाद्या चौकात काही पावभाजी खायला आवडायचं का? किती दिवस झाले मित्रांसोबत गोव्याला जायचा प्लॅन चालू होता, पण तो झालाच नाही. का तर कमवत नाही असं नाही आहे, अं, फॅमिली वगैरे ह्या त्या गोष्टींमध्ये अडकलंय. हे बंधन मी माझ्यावर येऊन देत नाही. मी म्हणजे अ असं नाही म्हणत आहे, मी तेच बोललो तुम्हाला, की प्रामाणिकपणा या विषयावर स बे नाही साधला जाऊ शकत, पण एक अ, माइंडसेट क्लिअर असला, तर आपण मॅक्सिमाइज करू शकतो गोष्टींना, की आपण जे स्वतःची आवडी-निवडी आहे. पण स्वतःची आवडी-निवडी हे दुसऱ्यांचे अं, दुसऱ्यांना सफर करून पण अचीव्ह नाही केले गेलं पाहिजे, अ ऑब्वियसली तुम्ही स्वतः स्वतःच्या आवडी-निवडीनुसार साठी एक हार्ड वर्क केलंच पाहिजे, एक एम्बिशियस असलंच पाहिजे. जॉब झाला, हे झालं, ग्रोथ झालं, काही तुम्हाला कुठली डेझिग्नेशन हवी आहे? कुठलं प्रमोशन हवंय? कुठे जॉब करायचं आहे, व्हॅटएव्हर. किंवा अजून काही मल्टिपल सोर्स ओएफ इन्कमबद्दल तुम्ही हे करू शकता. तर ह्या गोष्टी अ, करूच शकता तुम्ही. अ, पण यामध्ये स्वतःला हरवून देऊ नये. आणि आपल्या जे आवडी-निवडी आहेत, की काय आवडतं? कुठलं काय वाचायला आवडतं, कुठे फिरायला आवडतं, काही स्पेसिफिक खायला आवडतं. आह, अजून काय मित्रांसोबत टाईम स्पेंड करायला आवडतो. म्हणजे ह्या गोष्टी, अ, ते बालपण आहे ना, ते म्हणजे एक आपल्यातलं लहान बाळ हे नेहमी जगलं पाहिजे, असं मला नेहमी वाटतं.
हां. खरंच. हं. बरं. खरंच. हं. अगदी बरोबर, जपलं पाहिजे आणि जगलं पाहिजे. तर एकंदरच खूपच अ, छान-छान गोष्टी बोलून तुम्ही हे पटवून दिलंत, की स्वतःची ओळख आणि स्वतःचं समाधान न हरवता, आपण सगळ्या गोष्टी कशा मिळवू शकतो, दुसऱ्यांच्या दबावात न येता. तर तुम्ही वेळ देऊन इतकी छान-छान उदाहरणं दिलीत आणि बोललात त्याबद्दल तुमचे खूप-खूप आभार. मला खूप छान वाटलं, तुमच्याबरोबर संवाद साधून.
हो. बरोबर. मलाही तुमच्याशी संवाद साधून छान वाटलं. अ, अ, जसं की तुम्हीही खूप छान-छान गोष्टींबद्दल अ, हे केलं आणि एक छान डिस्कशन आपलं झालंय आणि जे खूप एक डीप डिस्कशन झालं आहे, असं पण म्हणू शकतो आपण एकंदरीत. तर एक खूप चांगलं एक माइंड रिफ्रेशिंग होतं हे. तुमच्याशी बोलून, भेटून आनंद झाला.
धन्यवाद.
धन्यवाद.